आपण ना, किती तरी ना, अशा लग्न परंग प्रसंगात जातो आणि उत्सवात जातो. मग आपले सण असतात, कधी बर्थडे पार्टीज असतात. तर ह्या वेळेस आपण किती नटून-थटून जातो ना, मस्तपैकी आणि आपले मित्रमंडळी पण चांगले असे स्टाईलीश ग लूक एक क्रिएट करून येतात. तर अशा वेळेस आपल्याला आपल्या आयुष्यात असं काही घटना घडली आहे का? की तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींपैकी कोणाचं एखाद्याचं लूक खूपच आवडलं असेल आणि त्याचा तुमच्यावर खूप प्रभाव झाला?
हो, हो. अगदी. म्हणजे असं म्हणायचं ना, तर लहानपणी माझी एक खास मैत्रीण होती आणि अ, आता शाळेत म्हटलं की तो गणवेश वगैरे तो तसाच्या तसा आला नाही का? त्याच्यामध्ये फरक नाही पडायचा. पण मला आठवतंय की ती जशा त्या रिबन्स लावायची ना
हं. हो. हं, हं.
आता मी पण तशाच त्या रिबन्स बांधायला लागले, तशा प्रकारची ती हेअर स्टाईल करायला लागले आणि आम्ही एकाच अ, ट्युशनला जायचो.
अच्छा!
मग अ, मग मी तिला बघायचे, की ती काय-काय ब घालत आहे वेगळे-वेगळे, कोणते रंग वापरत आहे? आणि जसं तुम्ही म्हणालात ना, की लग्न समारंभ वगैरे, तर आपल्याकडे जी एक परंपरा आहे नाही का, की लग्न म्हंटलं की साड्या, मग ते गजरे आणि तो एक आंबाड्याचा लूक.
हो ना.
आणि वेगवेगळे काय म्हणतात ते कानातले जे आपण अगदी पारंपरिक पद्धतीचे घालतो बघा.
हो.
मग ते झुमके असू देत, ते कानातले डुल असू देत आणि त्याला ती वेल असते बघा लावायला. म्हणजे
हो ना. किती छान दिसते ना ती?
हो आणि तो पारंपारिक अगदी नऊवारीतला लूक म्हणजे आहाहा! खूपचं अ
तो तर एखाद्या राणीचाच लूक आहे वाटतो.
<chuckles> अगदी, अगदी आणि मला वाटतंय ना, आता ही परंपरा परत येतेय बघा. म्हणजे मध्ये-मध्ये ना, थोडंसं चुकामुक झाल्यासारखं झालं होतं, की आपण आता ज्या मुली लग्न करतायेत ना, परत एक महाराष्ट्रीयन अ, लूक किंवा तो तसा एक छान ते अ, म्हणतात ना की पेहराव प्रधान करतात. आणि त्यामुळे एक मस्त असं वाटतं वाह! वाह! तुम्ही जसं म्हणालात ना, की एक राणीसारखं हे ज्यांचा प्रभाव पडतो सगळ्यांवर.
हो ना. तर खूपच असं मला वाटतं, की हे आपलं जे संस्कृती आहे आणि जे पारंपरिक लूक आहेत, ते आपण खूप जपून ठेवलं पाहिजे, तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मित्रमंडळींपैकी कोणाचा लूक तुम्हाला सगळ्यात जास्त असा प्रभावी वाटतो?
खरं सांगायचं ना तर मी अ, मुंबईत शिकले, मुंबईत वाढले. पण अ, आपण जेव्हा शिक्षण करतो किंवा कॉलेजमध्ये असतो, तेव्हा आपल्या मैत्री-मैत्रिणी वेगळ्या असतात आणि जेव्हा आपण नोकरी करायला जातो, कॉर्पोरेट विश्वात जातो, तेव्हा तुम्ही जर बघाल, तर असं म्हणतात ना, की अ, एक ते डोळ्यासमोर चकाचौंध होते बघा, की अरे! हे एकदमच वेगळं विश्व आहे. अरे इथे रिसेप्शनला बसणाऱ्या मुलीसुद्धा केवढा मेकअप लावतात.
हो ना.
हां आणि तुम्ही जरा म्हणजे कदाचित सगळ्यांबरोबर नसेल होत. पण मी जरा हरखूनच गेले होते, की अरे आपण ह्यांच्यामध्ये मिसळू का? की आपल्यावर कोणी हसणार नाही ना. ते कधी-कधी वाटतं ना हो, की थोडीशी अशी लाज वाटते, की अरे, मला काय म्हणतील? कुठून आली आहे, अशी गावठी दिसतीये, हे ना, असं होतं कधी-कधी.
हो ना. हो.
पण मग मला आठवतेय, माझ्या एक मैत्रीण होती ऑफिसमध्ये म्हणजे अ, तसं म्हणायला गेलं तर कलीग किंवा सहकर्मचारी म्हणू शकता तुम्ही. पण मग त्या मैत्रिणीने ना, मला खूप मदत केली आणि असं म्हणतात ना, की ते तिचे कॉम्बिनेशन्स वापरायची. असे छान म्हणजे अ, पेस्टल शेडचे तिचे शर्ट्स असायचे, अशा ब्राउन रंगाच्या किंवा काळ्या रंगाच्या अ, ट्राउझरवर काय घातलं पाहिजे. म्हणजे म्हणतात ना, ते युनिक ते एक कलर कोणची रंगसंगती असते आणि मला ना, असं वाटायचं, की अरे वा! ते एक प्रोफेशनल लूक असतं बघा.
हं. हो ना. हो.
तर अ, त्या मैत्रिणीचा माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव पडला किंवा मी म्हणेन, की माझ्यामध्ये जो बदल घडला ना, तो त्या मैत्रिणीमुळे घडला.
अच्छा. म्हणजे ते तिचे कपडे, केस, वागणं आणि जसं तिचं अख्खं एक लूक आहे, ते तुम्हाला खूप आवडायचं.
हो, हो आणि आपण म्हणतो ना, की काही-काही मुलींची एक म्हणतात ना, एक व्यक्तित्व आणि इतकं छान असं प्रभावशाली असतं. तुम्हाला वाटतं की असे प्रेरणादायी असतात बघा त्या आणि त्या जा इतक्या शांतपणे बोलतात आणि ती त्यांची हेअर स्टाईल आणि ते त्यांचे कपडे. कदाचित एवढे महागही नसतील पण ते आपण म्हण म्हणजे प्रत्येक व्यक्तीना अ, त्यांच्या शरीरयष्टीप्रमाणे त्यांनी कपडे परिधान केले ना, की ते जरा वेगळाच प्रभाव पडतो बघा.
अच्छा. हो ना. हो, खरं. हो खरंच. म्हणजे असं वाटतं ना, की किती छान असं प्रकारे सगळं सिलेक्शन केलंय आणि अ, सगळं नीटनेटकं निवडून आणि लूक एक किती मेहनतीने क्रिएट होतं ते.
हो, हो.
तर मला एक सांगा की हा प्रभाव अ, प्रेरणादायी आहे की म्हणजे दवाबामुळे येणारा आहे? म्हणजे आपण पाहतो ना, की अरे हे सगळ्यांनी हे केलंय तर आपण पण करायला पाहिजे. हा प्रेशर तुम्हाला कधी फील झाला का की तुम्ही तुमच्या आवडीमुळे केलं हे?
नाही, नाही. तुम्ही ना, खरंच अगदी म्हणतात ना, की 100% टक्के खणखणीत नाण्यासारखी गोष्ट म्हणालात, की दबाव. अ, म्हणजे मी पहिल्यांदा त्या कंपनीत गेले ना, तेव्हा मी सगळ्यांना बघितलं आणि आपण वेगळे दिसतोय आणि बाकी सगळे किती छान तयार होऊन आलेत. मेकअप केलाय तरी तो असा वाटतंय, की ते नॅचरल लूक आहे आणि मी तुम्हाला जसं म्हणाले ना, की तिथे रिसेप्शनला जी मुलगी बसली होती, तिला बघून तर मी अवाक झाले. मला असं वाटलं की कदाचित आता ही मॉडेलिंग करायला लागते की काय?
हं. का? अच्छा! म्हणजे तुम्हाला ती रिसेप्शनची मुलगी पण मॉडेलसारखी वाटली.
अहो खरं! म्हणजे इतकी सुंदर आणि म्हणतात काय? की मला असं वाटलं होतं, की एक कदाचित मॉडेल आहे किंवा एअर होस्टेस आहे.
वाह! हं, अच्छा!
आणि आणि इतकी सुंदर तर आणि त्याहीपेक्षा जो आ आता कसं आहे ना, की पूर्ण तुम्ही पेहराव तर करतातच पण त्यासोबत तो जो तिने मेकअप सुद्धा केला होता बघा आणि विशिष्ट संगतीची ती लिपस्टिकची शेड लावणं आणि ते व्यवस्थित असं छान ते काजळ लावणं आणि म्हणतात ना, की त्याच्यामध्येही मेहनत आहे बघा.
हं. हो, खरंच.
प्रत्येक गोष्टीत मेहनत आहे आणि जेव्हा मी सुरुवातीला त्या कंपनीत गेले, तेव्हा मला असं वाटायला लागलं, की अरे! आपल्याला जमेल ना? म्हणजे काम तर येतंय, पण कधी-कधी असं होतं ना, की कुठे-कुठे, चुकला-चुकल्या सारखं वाटतं, की अरे कदाचित मी ह्यांच्या ग्रुपमध्ये फिट नाही बसत आहे.
हं, तसं होतं कधी-कधी.
आणि हो. तर मला जसं तुम्ही म्हणालात ना, दबाव, तो सुरुवातीला तसा थोडा दबाव जाणवला आणि आपण नवीन असताना आपल्याला म्हणजे कोणी जास्त बोलतही नाही आणि सगळे म्हणजे असं औपचारिक बोलतात, नाही का?
हं. हो. हो ना.
त्यामुळे मग कसं कोणाशी आपण आणि पटकनही कसं विचारायचं कोणाला की अ, म्हणजे ज्यांचं तुम्हाला छान वाटतंय आणि पण त्यांना कसं विचारायचं का अगं कुठून घेतलास? म्हणजे अगदीच मैत्रिणी असतील ना
हं.
तर आपण विचारू शकतो.
हो. खरंच.
पण, पण अशा वेळेला खूप अ, कठीण काम होतं की त्यांचा लूक तर तुम्हाला आवडतोय. पण विचारायलाही म्हणजे तुम्ही थोडं बुजता की अरे, कसं विचारू हिला? थोडं अनकम्फर्टेबल होऊन जातं बघा आणि अशी भीती वाटते
हं. हो ना. विचित्र वाटतं ना, की असं कोणाला कसं आपण विचारायचं!
हां, आणि असं वाटतं की मी असं नाही वाटलं पाहिजे की तिची मी फर्स्ट कॉपी आहे. की <chuckles>
हो, खरंच. ते तर अगदी भरपूरच अ, अवघड होईल आणि खूप विचित्र वाटेल सगळ्यांमध्ये.
<chuckles> म्हणजे लोक म्हणतील, "अच्छा अच्छा. ही आली तिची चेली, जे, जे ती घालते ते ही तिने अक्षरशः म्हणजे तसंच्या तसं कॉपी केलंय." मग ना अ, माझी अ, म्हणजे शाळेतली एक मैत्रीण होती आणि अ, ती माझ्या सीनियर होती. माझ्या आम्ही एक कबड्डी खेळायचो एकत्र. तर अ, मग मी तिला फोन लावला आणि मी तिला म्हणाले की "प्लीज माझ्याबरोबर चल शॉपिंगला" आणि तिथे मग तिने मला इतकी छान शॉपिंग करून दिली आणि म्हणतात ना, की तुम्ही एकदा हेअरकट केला ना, की तुमचा लूक बदलून जातो बघा.
हो. हं. अच्छा. हं.
आणि तिने मग मला सांगितलं की तुला असा छान स्टेप कट कर आणि थोडेसे केस असे वरती पुढे, म्हणजे अगदी डोळ्यावर नाही, पण थोडेसे असे लेयर कर. म्हणजे ते छान राहतील. म्हणजे सतत काय आपल्याला केस विंचरायला मुभा नाही मिळत. आणि ते व्यवस्थितही दिसले पाहिजेत.
वाह! हो ना. म्हणजे जर ते व्यवस्थित दिसलं ना, तर असं वाटतं की "आह! लूक आता कंप्लीट आहे."
हां ना आणि म्हणजे बघा ना, की प्रत्येक गोष्ट किती महत्वाची असते. म्हणजे तुम्ही केसापासून अगदी कुठची हील घातली आहे आणि ती किती उंच आहे. मग त्याच्यात तुम्हाला चालता तरी येतंय का? म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे, की अरे पहिल्यांदाच हील घातली आहे. चालताही येत नाहीये आणि म्हणतात ना नाकापेक्षा मोती जड अशी गत नको व्हायला.
खरंच. म्हणजे ना काय होतं ना, की <clears throat> आपण जर एखादा लूक क्रिएट करण्यासाठी, आपण सगळ्या गोष्टींना ध्यानात ठेवलं ना, की ठीक आहे आपल्याला काय हवंय? प्रसंग काय आहे? आपल्याकडे काय-काय अवेलेबल आहे? आणि कशी हेअर स्टाईल, मेकअप सगळं आपण करायचं. ते जर नीट एकदम ध्यानपूर्वक आपण प्रॉपर प्लॅनिंग करून केलं ना तर मला वाटतं की एखादा खूपच सुंदर लूक आपण तयार करू शकतो.
मग सगळं हो, हो. अगदी, अगदी. म्हणजे तुम्ही माझ्या मनातलं बोललात आणि त्यामुळे ना मग त्या मैत्रिणीने मला खूप साथ दिली, की तू असं नाहीये की फक्त कपडे घातले की तरच तू चांगले दिसशील. सगळंच बदल, की अ, आपण बघा कधी-कधी अ, घरी जी चैन वापरतात बघा, ती थोडीशी जाड असते. मग तेही सुद्धा मला तिने सांगितलं, की हे असे जाड-जूड ब्रेसलेट वगैरे किंवा त्या बांगड्या तसं घालणं टाळ आणि असं छान नाजूक काहीतरी हातात घाल, रिंग्स घाल. त्या खड्याच्या असल्या पाहिजेत, खऱ्या नसतील तरी चालतील. आणि छान केस आणि त्याप्रमाणे कुठे काय कपडे घातले पाहिजेत, कसा मेकअप केला पाहिजे, हे मला तिने म्हणजे म्हणतात ना की फोनवर पण ती बोलायची माझ्याशी आणि आमच्या दोघींच्या गप्पाच त्याच्यावरच रंगायला लागल्या.
हं, हो ना. वाह! हं. म्हणजे मला वाटतं, की सगळ्या तुमच्या जे-जे तुम्हाला आवश्यक होत्या त्या सगळ्या टिप्स तिनेच दिल्या नाही का?
हो, हो. म्हणजे मला असं म्हणेन, की माझं म्हणतात ना की जे कन्फ्युजन चाललेलं आणि असं वाटत होतं की अरे, आपण कुठेतरी अडकतोय आणि
वाह! हां.
काम वगैरे येतंय सगळं आहे पण म्हणतात ना, की कुठेतरी आपला एक अशी भावना असते, की मला पण तुम्ही सामावून घ्या. आणि मी काही इतर काही वेगळी नाहीये. म्हणजे मी कदाचित तुमच्या सोबतच राहते किंवा राहू शकते. बघा म्हणजे मी अशीच तुमच्यापैकी एकच आहे. म्हणतो ना आपण एक गटामध्ये समाविष्ट व्हायला एक प्रयत्न करत असतो.
खरंच. आता काय आहे ना, की तुम्ही इतकं भरपूर सांगितलं की तुमच्या मैत्रिणीच्या मदतीने तुम्ही असे लूक वगैरे क्रिएट करतात. तिने तुम्हाला इतके छान अ, टिप्स दिले आणि तुम्हाला खूप माहिती दिली. तर तुम्ही मला सांगा, की तुम्ही तुमची स्वतःची जी स्टाईल आहे, ती टिकवून ठेवण्यासाठी काय करतात?
हं. आता खरं सांगायचं ना, आता तंत्रज्ञान बघा इतकं पुढे गेलंय. आणि तुम्ही आता बरंच जे सोशल मीडिया वगैरे आहे. त्यातल्या त्यात Instagram म्हंटलं ना तर मेजवानी.
हं. हो.
<chuckles> म्हणजे तुम्हाला कुठे काय घ्यायचंय? YouTubeवर तुम्ही बघू शकता, तुम्ही बरेचसे व्हिडिओ काढून अ, म्हणजे तपासून बघू शकता की हे बरं दिसतंय का? ते बरं आहे का? मग हे चांगलं दिसेल का? म्हणजे बरीच मदत होते बघा, आणि बरेचसे इन्फ्लुएंसर्स असे आहेत की जे सतत सांगत राहतात, की ह्या कलर म्हणजे या रंगसंगती तुम्हाला छान दिसती दिसतील. म्हणजे तुमच्या स्किन टोनपासून तुमचे केस कसे असावे, हे सगळं सांगतात ते. त्यामुळे तंत्रज्ञानाची आणि ह्या सोशल मीडियाची खूप मदत होते बघा.
हो ना. हो, खरंच. म्हणजे सगळं म्हणतो ना की आता इतकं डेव्हलप झालंय, की काय नाही भेटत हे विचारायला पण आपण 2 2 वेळा आपण विचार करतो, की असं काही विचारलं तर ह्याच काही आपल्याला उत्तर भेटेल की नाही? म्हणजे सगळंच उपलब्ध आहे ना? जी माहिती हवी ती सगळी आहे आपल्याकडे.
<chuckles> हं. अगदी, अगदी.
खूप छान! म्हणजे मला तर मजा आली तुमची सगळी माहिती ऐकून आणि तुम्ही कसं तुमच्या मैत्रिणीपासून इन्स्पिरेशन घेतलं. कसं तिने तिचा लूकपासन तुमच्यावर प्रभावी ठरलं. खूप छान माहिती दिली तुम्ही आम्हाला आणि ह्यासाठी तुमचं मनःपूर्वक आभार आणि खूप-खूप धन्यवाद.
मलाही मजा आली. धन्यवाद.